हं.
फोन आपण धुवत नाही बघा कधी.
हं, बरोबर. हो.
खूप त्याच्यावर जंतू, किटाणू वगैरे असतात आणि आजकाल तर जे अ, ट्रेंड सुरू झाले आहे, बाथरूममध्ये घेऊन जायचा फोन. <chuckles> तिथं तर खूप जास्त
बरोबर. <chuckles> नक्कीच, नक्कीच. मी तेच विचारणार होतो की की बाथरूममध्ये घेऊन जातात, मग कसं आहे त्याच्यावरती?
मग अवघड आहे ना हो. बघा, बाथरूममध्ये आपण इकडे-तिकडे हात लावतो फ्लशला हात लावतो, नाही का? म्हणजे टँक ते फ्लश टँक आपण रोज-रोज थोडी धुतो. आठवड्यातून एक दोन वेळेस धुतो आणि ते किटाणू वगैरे लागलेले असतात त्याला. आणि अ, तेच आपण हात फोनला लावणार मग, नाही का? अ, कितीही चांगले धुतले तरी ते अ, फोन कधी-कधी आपण बाथरूममध्येच तिथतरी, कुठेतरी ठेवतो, फ्लश टँकवर ठेवणार किंवा अ, बेसिन असेल तिथे ठेवणार. तर तिथे जर्म्स वगैरे असतात, मग ते फोनच्या कव्हरला लागणार किंवा स्क्रीनला लागणार आणि तेच तुम्ही अ, जेवणाच्या ठिकाणी जर घेऊन जाता. बघा ना, किती घाण वाटते ते विचार करून. हां, आणि ह्याचं असं रिसर्च पण पब्लिश झाली होती. त्याने चेक केलं होतं ना फोनचं, किती किटाणू असतात. खूप सारे जर्म्स असतात त्याच्यावर. आणि अ, म्हणूनच अशा ठिकाणी फोन तुम्ही घेऊन जायला नाही पाहिजे. विशेषतः जिथं तुम्ही अन्नग्रहण करतात तिथं तर फोन घेऊच नका आणि फोनचीही तुम्ही अ, क्लिनिंग वगैरे करत राहा. अ, सॅनिटायझर वा वापरू शकता. कॉटनला लावायचं सॅनिटायझर आणि त्यांना क्लीन करायचं, नाही का? अ हां.
हं. बरोबर, हो. नाही, नाही, नाही. हं, हं. बरोबर. बरोबर, बरोबर. बरोबर, हो. हं. बरोबर. बरोबर. खूप घाण आहे ते, बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर, बरोबर. बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण आजकालचं काय झालंय, आजकालच्या युगामध्ये खूप हेक्टिक शेड्यूल झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीचा. तर तो जेव्हा रात्री घरी येतो आणि एकच एकच टाईमचं जेवण तो परिवारासोबत करत असतो, आजच्या टाईमाला. आणि ते जेवणही सुद्धा जर आपण फोनमध्ये गुंतून बसलेलो असणार आणि तेव्हा ते तसं करत असणार, तर त्या टाईमाला मग माणूस एखादा समोरचा व्यक्ती आहे, त्याने काही चांगलं बनवलेलं आहे आणि त्याला अपेक्षा आहे, की आमचं क अ, काहीतरी तारीफ करतील, "की चांगलं बनवलं, सुंदर बनवलं." पण ते फोनच्या नादात आपण विसरतो ह्या सगळ्या गोष्टी करणं. त्यातल्या त्यात जर चिंतित असेल एखादा व्यक्ती तर त्याचा तो आलेला आहे, तिथे त्याच्यासोबत बोललं पाहिजे आणि त्याची चिंता दूर केली पाहिजे. पण हे असलं आपल्याला आत्ताच्या टाईमाला दिसून येत नाही. मग याच्यासाठी तुम्ही काय करता?
हां, बरोबर. हो ना. हां. बरोबर, हां.